आता बघा ना, म्हणजे जिथे, जिथे लोकं जातात. वेगवेगळ्या ठिकाणी आपण अ, लोकांना भेटतो, उठतो, बसतो. कधी आपण अ, बाहेर अ, भाजी घ्यायला गेलो, तर अ, वेगळ्या कपड्याची स्टाईल असते. आणि अ, मग अशा वेळेस बघा ना, तुम्हाला जेव्हा कामावर जायचं असते, तर कामाच्या ठिकाणी तुम्ही स्टाईल कसा ठरवता आणि त्यामध्ये व्यक्तिमत्व आणि साधेपण दोन्ही राहील, असं कसं डिसाईड करता?
हो. हो. सगळ्यात मोठी गोष्ट काय असते ना, की तुमचा जो स्टाईल असतो ना, तो तुमचा अ व्यक्तित्व असतो. बरोबर? तर तुम्ही जसे कपडे घातला, तसेच तुम्ही दिसता पण.
हं, हं, हं. अगदी बरोबर.
तर जसं तुम्ही अ, मा माझं असं मी तुम्हाला एक सांगतो, की माझ्या ऑफिसमध्ये ना, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काय सेफ्टी शूज वगैरे खूप असं असतात, की सेफ्टी शूज घाला, म अ, हेल्मेट घाला आणि गॉगल्स वगैरे घाला. तर हेल्मेट आणि गॉगल तर कोणी घालत नाही एवढे, पण सेफ्टी शूज घालतात. तर माझं असं असतं की मी दुसऱ्यांशी कसा वेगळा दिसायचा, तर मी काय अ, असं म्हणतात की तुम्ही शर्ट पॅन्ट घालायची ऑफिसमध्ये, तर मी शर्ट आणि फक्त जीन्स घालायचा. का की ते कसं थोडसं असं तुम्हालापण, व्यक्तित्व कसं व्हायला पाहिजे तुमचा, की तुम्हाला असं कम्फर्टेबल वाटायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही कम्फर्टेबल नाहीये, तोपर्यंत तुम्ही कसं दुसऱ्यांची अ, मदत करू शकता या मग तुम्ही कोणाला काही सुचवू शकता.
बरं. हो ना. हं. हां. बरं. हं. अगदी बरोबर, हां. तेच मी तुम्हाला विचारणार पण होती. हो, कम्फर्टेबल वाटते का तुम्हाला जेव्हा तुम्ही जीन्स वगैरे घालता तेव्हा?
हो, तेच. तर तेच. आता ते सेफ्टी शूज तर घालायचे, तर मग मी काय केलं मी ना, किलर कंपनीचे सेफ्टी शूज मागवले. जो असे सेफ्टी शूज पण असतात. पण दिसतात स्पोर्ट्स शूज. तोच तर माझा स्टाईल स्टेटमेंट हो. हो, तो माझा स्टाईल स्टेटमेंट झाला. तर त्या त्या क्षणी आपण काय ठरवतो, की मा मला जसं दिसायचंय, ते माझ्या हातामध्ये. माझा स्वभाव भलेही अ, तर साधा असला. माझी बोलणी भलेही साधी असली. पण माझा जो व्यक्तिमत्व आहे, माझा जो अ, कपडे आहेत, ते इतके स्टायलिश पाहिजे, की कोणी अगर मला बघितलं ना, तर त्याला दिसायला पाहिजे की हा कोणता तरी फेस आहे आणि ह्याच्याशी बोलू शकतो आपण. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो छोटासा. काय झालं होतं ना, आमच्या कंपनीमध्ये मला 3 वर्ष झाले होते आणि खूप मोठे-मोठे जो पण असे 5-5, 6-6 वर्षाचे जे लोकं होते ना, ते असं आपल्यामध्ये राहायचे आणि तसेच ते नॉर्मल कपडे, साधा शर्ट पॅन्ट असे, बिलकुल. आणि मग कॉलेजचे स्टुडंट्स आले मतलब 3 मुली होत्या
हं. हां, दिसायलापण छान आणि तुम्हाला कम्फर्टेबलपण वाटतं. हं. हो. बरोबर. हां, सांगा ना. हं. हो. अगदी बरोबर. हो ना. हं.
तर ते एम-बी-ए करत होते. तर त्या ट्रेनिंगसाठी आले होते. तर त्यांना असं कोणीतरी सांगितलं असेल एक की तुम्ही फ्लोअरवर फिरा
अ, हो.
आणि तुम्हाला अ, ते सर असतील, भेटतील. तर नेमकं माझ्या सीनियरचं नाव घेतलं आणि त्यांना पाठवलं होतं. तर अ, सीनियर आम्हाला असा मस्त फ्लोअर दाखवतो आहे त्यांना. आणि मी मस्त फ्लोअर अ, मतलब जो असा मेन फ्लोअर असतो ना, त्याच्यावर माझ्या कॉम्प्युटरवर मी काम करत होता. मग ते, ती मॅड अ, ती जो मुलगी होती ना बोले," सर हे मोठे सर आहे का तुमचे?" बोले, "नाही-नाही हा माझा ज्युनियर आहे. तर तुमचे कपडे असे दिसायला पाहिजे, की तुम्ही ना एक स्टेटमेंट दाखवू शका, की तुम्ही हां, तुम्ही हां.
हो. हं. हो, हो. हो. <chuckles> अगदी बरोबर. मग ह्यात बघा ना, जेव्हा तुमचे हे तुम्ही ऑफिसचे ड्रेस-कोड, जेव्हा त्याच्याबद्दल तुम्ही मला सांगत आहात. की जेव्हा तुम्ही प्लांटवरती तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग प्लांटवरती जेव्हा काम करता, तेव्हा कसं तुम्हाला करावं लागते? मग ऑफिसमध्ये असेल तर मग कसं? तर मग अ, असं जेव्हा होत ना की ऑफिसचे ड्रेस-कोडची जेव्हा वाढवता, जेव्हा जास्त होते. असं असले तरीही म्हणजे वैयक्तिक शैली तुम्हाला ठेवायची असेल, टिकवायची असेल. तर तुम्ही कसं ते करता म्हणजे तुम्ही सांगितलं मला तुमच्या जीन्सबद्दल आणि शूजबद्दल. पण अजून पण काही असे आहेत का वेगवेगळे ड्रेस-कोड तुम्हाला वापरावे लागतात? की ज्याच्यात तुम्ही म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे काही स्ट्रेचेबल शर्ट्स आहेत का? किंवा काही त्याचं मटेरिअल तुम्हाला फार असा वैयक्तिक प्रकारे कम्फर्टेबल वाटतो, असं काही आहे का?
तुम्ही अ, मतलब मी तुम्हाला सांगू ना, मी माझ्या स्टाईलला जपण्यासाठी ना, माझ्या ऑफिसमध्ये एक अपवाद आहे. मतलब कसं, की मी भांडू शकतो माझ्या कपड्यांसाठी, कोणाशीही. अगदी एम-डीसाठी भांड एम-डीशी भांडायचं असेल ना, मी त्यांच्याशी पण भांडून घेईन. का? का की मला कपडे ना, कम्फर्टेबल पाहिजे. आणि त्या ऑफिसमधले जो ड्रेस कोड असतो ना, तो असा फॉर्मल असतो. मतलब शर्ट कुठून चिपकतोय, पँट अशी होतीय, तर असं छान नाही वाटत. तर मी बोलतो मी त्यांना बोललो मी माझ्या स्वतःच्या पैशाने तुम्ही जो मटेरिअल म्हणताय तो, कलर तुम्हाला वाटतो ना, तुमचा लोगो, तर तुमचा लोगो पण बनवून घेणार. पण कपडे मी माझ्या जो ओळखीचा आहे, टेलर, त्याच्याकडनं शिवणार. आणि मी माझं आणि मी अ, तुम्ही आय अ, मतलब असं की मी माझे पैसे पण घातले आणि माझा पण मी स्टाईल तर बनवून ठेवला, की मी हा सर्वांना असं फुल शर्ट मिळाले. फुल स्लीव्हजवाले. मी हाल्फ स्लीव्हजचा शर्ट घेतलं. का की मला असं मी जिम विम करत होतो थोडेसे असे बायसेप्स होते. तर ते. आणि त्याच्यानंतर कसं एक स्ट्रेचेबल पँट आणली. कंपनीमधून असं प्लेन पँट भेटली, ज्याचा काही अर्थच नाही. तर मी स्ट्रेचेबल पँट आणली, त्यांचा लोगो डिझाइन करवला अ, कंपनीच्या नावाचा आणि पूर्ण वे का की मला ती कम्फर्टेबिलिटी पाहिजे ताकी जे काम मी करतोय ना, त्याच्यामध्ये माझं स्टाय स्टेटमेंट दिस मतलब काय असतं ना
हं. <chuckles> हं. बरोबर. हं. हो ना. अगदी बरोबर. हां. हं. हो. हं. हो ना. हो. हं. बरोबर. अरे वाह! हं. बरोबर आहे. हो ना.
कधी-कधी ना, आपण अगर आपला स्टाईल सांगितला कोणाला या मग आपण फक्त तो वापरला. तर तुम्हाला कसं एक कॉन्फिडन्स येतो ना. तुमचा स्टाईल आणि तुमचे जे एक्सप्रेशन असतात ना, ते तुमची पर्सनल अ, पर्सनल स्टाईलला एकदम दाखवतात, की तुम्ही कसे व्यक्ती आहे. आणि तुम्ही काय करतात? तर त्याच्यावर मला असं वाटतं हां.
हं. अगदी बरोबर. अगदी बरोबर. हो ना. आणि जसं तुम्ही उठता-बसता तुम्हाला माहिती आहे, की जर का काही गोष्टी, जर का खूपच टाईट असतील, तर मग त्याने तुम्हालाच एकदम अनकम्फर्टेबल होणार आहे. आणि मग नंतर एकदमच जर का लूज असेल, तर मग अ, तुम्हाला असं वाटेल की अरे यार, म्हणजे मी मला पटकन मला चेंज करायचं आहे असं पण होतं. मग रोजच्या आयुष्यातील ना असे काही सोपे नियम किंवा असे काही फॉर्म्युलाज आहेत का जे तुम्ही वापरता? जे म्हणजे कोणत्याही दिवशी पटकन वापरता येईल असं. म्हणजे तुमचं असं गो टू आउटफिट असेल किंवा जसं तुम्ही ऑफिसला पण जाता, कामात करता. तर म्हणजे हे मला पाहिजे म्हणजे असं तर हे पाहिजे. हे 4 रंगाची पॅंन्ट आणि त्याचा असा-असा फॅब्रिक हा असलाच पाहिजे. असं काही आहे का?
हां. बरोबर. बरोबर. हां. अरे, माझं खूप आहे असं. मतलब एवढं आहे ना माझं की मी ऑफिसमधनं आला ना, तर मी पटकन अंघोळ करून घराचे कपडे घालतो. आणि मी घराचे कपडे घालतो. पण ते घराचे कपडे कसे, की मी आई-बाबा बरोबर बसलाय, बोल बोलणं चाललंय आणि माझी नाईट ड्रेस अलग असते. ज्याच्यामध्ये मी पूर्ण कम्फर्टेबल असतो. घराचे कपडे अलग, मग नाईट ड्रेस अलग. मग नाईट ड्रेस झाली आणि नाईट ड्रेस कशी मी एक एक कपडा मी एकदा घालतो. मग ते धू धुवायला टाकून देतो. माझी अक्षरशः एक दिवसामध्ये 3 ते 4 जोडी कपडे धुतले जातात. आणि माझी आई खूप असं त्रासलेली असते, की तू काही नाही करत, बस कपडे टाकून चालला जातो.
हं. हां. बरोबर. हं. बरोबर. अगदी बरोबर. हां. हं, हं, हं. वैतागून जाते. हां, हां.
हां. आणि मग दुसरं काय असतं ना, की मी अगर ऑफिसमध्ये करतोय ना काम, तर मी कधी-कधी ना. त म मी तुम्हाला सांगतो ऑफिसमध्ये असं आहे, की तुम्हाला ड्रेस कोड 6 अ, मतलब 6 दिवस मेंटेन करायचा आहे. तर आम्ही एक ॲप्प्लिकेशन लिहिली होती एम-डीला की फक्त 2 दिवसची सुट्टी द्या शाळा नाही चालली आहे ही.
बरोबर. हं. अगदी बरोबर. हो. मग हां, हां.
अ, आम्हाला जे घालायचं. मी तुम मी तुम्हाला सांगतो ना, मी लोवर घालून गेलोय. सॅटरडेला. का की मला, त्या दिवशी मला ना रात्रभर थांबायचं होतं. पण मी लोवर एंड टी-शर्टमध्ये गेलोय. आणि खाली तर मी शूजच ठेवले होते कारण की ते सेफ्टी पर्पज होता. सेफ्टीमध्ये कॉम्प्रोमाईज नव्हतो करू शकत. पण काय असतं ना? जोपर्यंत तुम्ही ते आवडते कपडे नाही घालणार ना तोपर्यंत तुम्हाला समजच नाही येणार की तुम्ही कसं काम करणार आहे? असं माझं मत आहे.
हां. अरे बापरे! हं. हो. हो. बरोबर. बरोबर आहे. हो, ना. म्हणजे तुमचा एका व्यक्तिगतनुसार ते जुडलेला आहे तुमचा तो स्टाईल. म्हणजे त्यात तुम्हाला माहित आहे की मला ह्याच्यात जरा एक प्रेझेंटेबल पण मला दिसायचंय. स्वतःसाठी तुमचा एक वेगळा स्टाईल आहे. आणि तुम्हाला काम पण करायचं आहे. तर त्यानुसार तुम्हाला ते म्हणजे चूज आणि पिक तुम्हाला ते करावं लागतंय. छान.
हो. हो. हो. आणि मी त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाईज नाही करू शकत. हे माझी थोडीशी प्रॉब्लेम आहे. <laughs> हां. हो.
नाही करू शकत. हं, हं. समजू शकते मी. तर मला ना, थोडक्यात आता मला तुम्ही हे समजावा ना, जरा जरा मला सांगा? की तुमच्याकडे जर का आता चला बजेट कमी आहे. हां. कारण हे अशा स्टाईल वगैरेच्या गोष्टी जरा कधी-कधी आपल्याला काही ठराविक अ, पाहिजे असतात तर महाग भेटतात. पण आता तुमच्याकडे बजेट कमी आहे. किंवा कमी वेळ आहे. असं जेव्हा असेल ना, तर कोणत्या गोष्टींमध्ये तुम्ही जास्त म्हणजे, ज्या त्याला जास्त प्राथमिकता देता? आणि कोणत्या गोष्टीला तुम्ही जास्त टाळवता. तर असं काय करायचं तुम्ही प्रयत्न करता की जेणेकरून तुम्ही पटकन पिक करू शकता?
हो. अवघड पडतात. हो, हो. हां, हां. त्याच्यामध्ये पहा सगळ्यात मोठी गोष्ट काय असते ना? बजेट नाहीये ना, तर तुम्हाला पहिली गोष्ट तुम्हाला ॲडजस्ट करायला पडतो. बरोबर? तर तुम्ही काय करा, तुम्ही ॲडजस्ट करण्याच्या बद्दल ना, तुम्ही असे 5 कवडे कपडे निवडून ठेवा. की ते 5 कपडे मी रोज घाल मतलब असं एक, एक दिवस करून घालू शकतो. बरोबर? आणि त्या 5 कपड्यांमध्ये तुम्हाला जर वा असं वाटतं की बजेट कमी आहे तर 2 जीन्स घ्या. मतलब 5 शर्ट घ्या आणि 2 जीन्स घ्या. आणि जीन्सला रिपीट करत राहा. एक घाला, दुसरी घाला असं तुम्ही करू शकता. का की जीन्सची ते काय शेल्फ लाईफ म्हणतात काय म्हणतात? ते मला एक्झॅक्ट माहित नाही. पण त्यांची लाईफ जास्त असते. तुम्ही किती पण त्याला रगडून धुतलं ना, तरी काही त्रास नाही होत.
हो, हो. हं. बरोबर. हं. हो. हो, हो. हं. हो ना. हो. बरोबर. बरोबर वर्ष-वर्ष चालते. जर जोपर्यंत फाटली नाही. फाटेपर्यंत घालतात सगळे. हो. हो ना.
बरो हो, वर्ष, वर्ष चालते, हो, घालायची आणि फाटल्यानंतर ती अशी एक ते होऊन जाते. काय म्हणतात त्याला? स्टाईल बनवून जाते ती. तर चालतं, पण तुम्ही काय प्रयत्न करायचे? की तुमचा जो स्टाईल आहे ना, तो मेंटेन राहायला पाहिजे. त्याच्याने तुम्हाला कॉन्फिडन्स भेटतो. का की आपली पर्सनॅलिटी तर आपल्यापेक्षा आपल्या स्टाईलने शो होते ना, की तुम्ही कसे व्यक्ती आहे? आणि काय-काय व्यक्तित्व? मतलब तुमच्यामध्ये काय-काय गुण आहे? कधी-कधी ना, लोकांना असं, असे तुम्ही पाहाल की असे कपडे छान घातलेले आहेत.
हो ना. हो, हो, हो. हं. हो. हां. बरोबर आहे. हं. बरोबर. हं.
तर आपण आपण कधी नाही बोलत. याचा कॉम्ब कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे, याचं सिलेक्शन खूप छान आहे. तर त्याच्याने तुमचा व्यक्तित्व ना, ओळखला जातो. बरोबर.
अगदी बरोबर हो. हां, हां, हां वेगवेगळे हो ,हो, हो. किती सारे असे वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन कोणावरती नवीन बघतानाच, म्हणजे कितीतरी वेळेस मी ना येलो आणि ब्राउनचा कॉम्बिनेशन मी कॉम्बिनेशन बघितला आहे, डार्क ब्राउन किंवा लाईट ब्राउन. पण मी रेड आणि ब्राउनचा कॉम्बिनेशन जेव्हा मी बघितला पहिल्यांदा मला इतका सुंदर वाटला तो कॉम्बिनेशन. तर अ, मला पण असं बघून म्हणजे असं वाटलं की "काय, मस्त स्टाईल आहे" आणि ह्याला बजेटमध्ये पण करू शकतो. खूपच छान तुमच्याशी बोलून मला खूप आनंद झाला. तुम्हाला खूप धन्यवाद.
हो. हो. अच्छा. बरोबर. मला पण खूप आनंद झाला तुमच्याशी बोलून.